आता बघा ना, आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे कोण ना कोणतरी मेंटर म्हणा, आई-वडील म्हणा, मदत करत असतात आणि ती एक छोटीशी मदत आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊन जाते, हो की नाही? आणि मोठा बदलही घडवून आणते. असा एखादा तुमचा अनुभव आहे का, की तुमच्या मेंटरनी किंवा मॅनेजर असतील किंवा आई-वडील असतील, त्यांनी खूप छोटीशी मदत केली पण आयुष्य पार बदलून गेलं त्याने?
नक्कीच. नक्कीच आणि मला सांगायला आवडेल, कसं होतं ना, की आम्ही जेव्हा कॉलेजला होतो, अ, प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती इतकीही ठीक नसते. इथून पाठीमागच्या एक 10-5 वर्षाचा विचार केला तर प्रत्येकजण असा थोड्या कठीण प्रसिंगा प्रसंगातून जात असतो. अ, काय झालं ना, की आम्ही कॉलेजला होतो आणि कॉलेजला होतो म्हणजे आम्ही वसतीगृहात राहायचो, हॉस्टेलला. अ, कॉलेज माझ्या घरापासून दूर होतं. त्यामुळे हॉस्टेलचा खर्च वेगळाच असायचा, मेसचा खर्च वेगळाच असायचा, कॉलेजचा खर्च वेगळाच असायचा आणि एकूणच काय व्हायचं ना, घरच्यांच्या अ, आपण जो काही बघतो ना, की समजा ह्या वर्षी मला एज्युकेशनला किती खर्च येणार आहे? कमीत-कमी 1.5 लाख ओके. पण तो 1.5 लाख चं भरायचा असं नाहीत. तो कधी 2 चाही आकडा पार करायचा.
हं. हो. अच्छा. हं. हं. बरोबर. कारण, त्याचं आपल्याला समजत नाही ना की खर्च कसा होईल. आणि काय होईल म्हणून आणि कोणता, कोणता येईल करून?
आणि मग नक्कीच. आणि मग असं काय झालं की आमच्या कॉलेजमध्ये ना एक कॉम्पिटेटिव्हची अ, हे झालं होतं स्पर्धा झाली होती. की त्याच्यातुन अशी मुलं सिलेक्ट करायचे जे की खरंच भविष्यात जाऊन पुढे कॉम्पिटेटिव्हची तयारी करतील किंवा एकूणच त्यांना ती स्पर्धा परीक्षा देण्यासाठी थोडी फार का होईना मदत होईल. कारण, बघा ना आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत आधी व्हावी लागते अ, आपल्याला इंजिनिअर व्हायचं आहेत, आपल्याला डॉक्टर व्हायचं आहेत, आपल्याला स्पर्धा परीक्षेत जायचं आहे. यासाठी आपल्याला त्याचं थोडीशी पार्श्वभूमी माहीत असावी लागते. मला सांगा मला हे स्किल मी कसं ओळखणार? की मी छान डॉक्टर होऊ शकते, मी छान इंजिनिअर होऊ शकते, मी छान मॅनेजर होऊ शकते? आपण हे कधी ओळखू? जेव्हा आपल्याला ते तेव्हा आपल्याला जेव्हा माहीत असेल की मॅनेजरची कामं काय असतात. त्याच्याकडे कुठलं स्किल असावं. एक छान डॉक्टर कसा असू शकतो. त्याच्याकडे कुठलं स्किल आहे. तो कसा बोलतो, तो पेशंटला कसा आ, भावनिकरित्या एकत्र गुंतवतो? जर आणि हे सगळं करताना ते ऑपरेशनचे ते डॉक्टरला समजून घेण्याचे, पेशंटला समजून घेण्याचे स्किल जर माझ्यात असेन, तर मी समजू शकते मी डॉक्टर होऊ शकते. समजा मोठ्या-मोठ्या कठीण प्रसंगांना जर सामोरं जायचं आहेत ऍडमिनिस्ट्रेटिवला काय लागतं? अ, की कोणत्याही वेळी 5 च सेकंदात किंवा 5 मिनिटात आपल्याला डिसिजन घ्यायचे असतात. अ, कधी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते. मला जर तेवढी आपण काय म्हणू शकतो की ते प्रसंगावधान आपल्याजवळ असेन, तर आपण समजू शकतो, की "हो, मी काय आहे? स्पर्धा परीक्षा करू शकतो." हे कधी समजते आपल्याला की जेव्हा त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असते तेव्हा. आणि माहीतच नसेन तर आपण कसं करणार आहे? सेम माझ्या बाबतीत झालं होतं की आपल्याकडे हे स्किल आहेत हे मला कधी समजेल? तर आमच्या कॉलेजमधून एक प्रोग्राम लॉन्च केला होता की ज्या मुलांना खरंच स्पर्धा परीक्षा द्यायचेत. कारण कसं असतं मुलांना माहीत नसतं हे आपल्याला शाळेकडनं, कॉलेजकडनं माहीत होतं. मग त्यांनी फॉर्म भरून घेतला सर्वांकडनं. आणि सांगितलं की "ही एक्झाम शक्य होईल तेवढ्या मुलांनी द्या." मग त्यात मी पण फॉर्म भरला. आणि त्यांनी मग नंतर त्यातनं मुलं सिलेक्ट केली. त्यामध्ये माझं सिलेक्शन होतं. आणि मग काय झालं की स्पर्धा परीक्षा तर करायचीच. मग त्यांनी काय केलं फक्त असे टेस्ट नाही घेतले, टेस्ट घेतली, मग इंटरव्ह्यू घेतले, मग त्या सगळ्यांची म्हणजे आर्थिक बॅकग्राऊंड जम अ, समजून घेतलं की काय ही मुलं खरंच पुण्यासारख्या सिटीमध्ये अ, सस्टेन करू शकतात का? राहू शकतात का? मग एवढ्या सगळ्या कॉलेजमधनना फक्त 2 मुलींची निवड झाली होती. एक मी आणि एक अ, बी-एस-सीची मुलगी होती टी-वाय-बी-एस-सीची.
हं. हो. तेव्हा शिकू. हं. हं. बरोबर. हो. हं. हो, हो. अच्छा. बरोबर. अच्छा. अच्छा. अरे वाह!
हं. आमच्या दोघांची निवड झाली. ती माझ्यापेक्षा सीनियर होती, मी ज्युनियर होते, मी एफ-वायला होते त्यावेळी. आणि मग मला सांगा? एफ-वाय, एस-वाय, टी-वाय. म्हणजे 1st इयर, 2nd इयर, 3rd इयर मला 3 वर्ष इकडं पुण्यात राहायचे आहेत. मग त्यासाठी एवढा खर्च लागणार आहेत. आणि काय एवढा खर्च करायला माझ्या घरचे तयार असणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चाच जाऊ द्या. पण आजची परिस्थिती पाहता आपल्याला आपल्या घरचे आपल्या एकट्या मुलीला पुण्यासारख्या शहरात सोडतील का? हाही मोठा प्रश्न.
हं. हो. मग मला सांगा त्या घटनेने एवढा काय बदल झाला? म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं, हो की नाही? म्हणजे तुमच्या पूर्ण त्या तिन्हीच्या तिन्ही वर्षावरती खूप मोठा फरक पडला असेल, हो की नाही? आणि फायदे पण झाले असतील, मग ते कोणते झाले?
नक्कीच. नक्कीच. जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा मला पुण्यात येण्यासाठीच मला मुळात मदत लागली ती माझ्या मैत्रिणीची. कारण काय होतं ना, की सगळेजणं हाच विचार करतात, की पुण्यासारख्या शहरात जाणार आहेत मुलगी, एकटी राहणार आहेत, केवढी गर्दी आहे. आणि आजकाल तर सगळ्या घटना पार गल्लो-गल्लीच्या घटना गावातल्या एखाद्या गल्लीत पण जातात. एकदम एका दुर्मिळ ठिकाणी पण पोहचतात आणि काहीही होऊ शकतात. त्यामुळे काय झालं, की घरच्यांचा पहिल्यांदा मला नकार होता या गोष्टीला, की मी पुण्यात जाऊन शिकावं. सगळे म्हणायचे तू घरी रहा. हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास कर. पण आमच्या सरांची इच्छा होती, की कसं असतं ना, की तुम्ही जशा बॅकग्राउंडमध्ये राहतात, तसे तुम्ही बनतात. असं म्हणतात ना, की तुमचे मित्र कसे, तसे तुम्ही बनतात तुम्हाला ओळखायचं आहे तर कसं, की तुमचे मित्र कसे आहेत? ते बघितलं पाहिजे सुरुवातीला. मग तुम्ही समजा मला सांगा एखादा डॉक्टर आहे आणि त्याचे सगळे मित्र इंजिनिअर आहेत कसं मॅनेज होऊ शकतं बरं? म्हणजे ते डिस्कस तसं करणार ना? मग सेम माझ्या बाबतीत झालं आणि मग माझ्या मैत्रिणीनं त्यावेळेस माझ्या घरच्यांना इतकं समजावलं, की मला पुण्यामध्ये राहायची परमिशन मिळाली. म्हणजे तिने समजावल्यामुळे आणि तिनं ती मदत मला केली. त्यामुळे मी आपलं गाव सोडून, तालुका सोडून, मी पुण्यामध्ये शिफ्ट झालेत. माझ्यासाठी सगळ्यात मोठा बदल होता.
हं. अच्छा. हां. हो. हो, हो. बरोबर. बरोबर की नाही? हं. अरे, वाह! म्हणजे ओ! म्हणजे याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणात झालं असं बोलायला हरकत नाही. मला अजून एक गोष्ट जाणवायला आवडेल की आयुष्य कसं बदललं? म्हणजे पूर्ण दृष्टिकोनच बदला बदलला असेल तुमच्या सगळ्या गोष्टींकडे बघायचं हो की नाही?
काहीच हरकत नाही. नक्कीच. आयुष्य बदललं म्हणजे विचार करा. मी जर कधी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात यायचं होतं, ते मी जर आली नसती, तर मी पुन्हा तेच सांगते की मी स्पर्धा परीक्षा कधी आयुष्यात केलीही नसती. कधी स्पर्धा परीक्षेतनं सिलेक्शनही घेतलं नसतं. मला कसं शक्य झालं असतं? की ह्या सगळ्या गोष्टी गावाकडून करणं किंवा झाल्याही असत्या. पण कधी, त्यासाठी मला खूप वेळ द्यावा लागला असता. मला सांगा मी अ, 3 वर्षात सिलेक्शन घेतलं. म्हणजे फर्स्ट इयरला तर आपण फॉर्म भरू शकत नाही, सेकंड इयरला नाही, थर्ड इयरच्या अ, आपण सेकंड सेमेस्टर नंतर फॉर्म भरू शकतो स्पर्धा परीक्षेचा. मग मला सांगा, या 3 वर्षात मी जेवढा अभ्यास केला तेवढे पुढचे 3 वर्ष मला आणखी पुढे द्यावे लागले असते. मग तिथून 3 वर्षानंतर माझं सिलेक्शन झालं असतं काय, नसतं काय, माहीत नाहीत. पण ह्या घटनेनं माझे 3 वर्ष तर कमी केलेच, पण सोबतच सिलेक्शन पण देऊन गेले आणि आयुष्य काय म्हणतात? माझी पूर्ण म्हणजे इतकं आयुष्य बदललं की मी आज असं म्हणता येईन ना की मला कसलीच आज गरज पडत नाहीत. कारण एकदा का गव्हर्नमेंट जॉब लागला की काय टेन्शन असतंय ना. मग ते जे येणारे छोटी-मोठे संकटं असतात ती आपल्या जॉब रिलेटेड असतात आणि ती सॉल्व्ह करायची असतात ती संकटं नसतात, त्या प्रेरणा असतात.
हम्म. हो. हं. आपला वेळ वाचला. हो. हो ना. बरोबर. मला वाटतं पुण्याची संस्कृती ही थोडी वेगळी आहे. मी पुण्यात जास्त कधी गेली नाही आहे. पण मला भारी भासते ती, कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर, हो की नाही?
खूपच. नक्कीच. आणि स्पर्धा परीक्षेचा तर मोठा हब बनलाय आहे आता पुणे.
हो, हो, हो, हो. तुम्हाला असं वाटतं का जशी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीने मदत केली हो की नाही? किंवा तुमच्या घरच्यांनी एवढा विश्वास ठेवून पाठवलं तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला एक चांगली अ, मदत केली, की हे असं असतं, तसं असतं. मग ह्या लोकांचे मदत किती जास्त महत्त्वाची असते हे तुम्हाला वाटतं असं तुम्हाला वाटतं? किंवा च महत्त्वाची जरी असली, तरी त्याचं चांगलं किती कसं होऊ शकतं आणि वाईटही गोष्टी घडू शकतात, की नाही? कधी-कधी आपले घरचे नाही बोलतात गोष्टींना मग त्या कशा हाताळायच्या?
नक्कीच. हं. हं. कसं असतं ना, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडतात, म्हणजे आता माझ्या घरचे नाही बोललेत. शिक्षकांनी सपोर्ट केला, मैत्रिणींना सपोर्ट केला. पण या सगळ्यांनी सपोर्ट केला. पण जर माझ्या घरचे नाहीच म्हटले असते, तर त्यावेळी या यांचा रोल संपतो आणि माझा स्वतःचा आता रोल सुरू होतो, की मी या घरच्यांना कसं समजावणार? का मी त्यांना प्रॉमिसेस द्यायला पाहिजे? वचन द्यायला पाहिजे. कारण हे सत्य आहे, की प्रत्येकच आई-वडिलांचा प्रत्येकच मुलीवरती विश्वास असतो आपापल्या आणि प्रत्येकच मुलगी जर आई-वडिलांच्या प्रेमापोटी जर काही चुकीची पावलं उचलत नसेल, तर आजही काहीच गोष्टी घडल्या नसत्यात. पण आई-वडिलांचा दृष्टिकोन, आई-वडिलांचं जे काही म्हणणं आहेत, ते त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत. मी म्हणेल 100 नाही, 1,000% बरोबर आहेत कारण आज अशाच मुली आहेत, की ज्या मुली म्हणतात की आम्हाला शिक्षणासाठी बाहेर जायचे आहेत, आम्हाला आत्ता लग्न नाही करायचे आहेत. पण त्या मुली एकदा का बाहेर गेल्या, की त्या परत रिटर्न येत नाही, त्या लग्न करूनच येतात. त्यांचं शिक्षणही होतं की माहीत नाही. अशा खूप गोष्टी आहेत. पण मला सांगा, अशाच मुली असतात ना, ज्या की सांगतात, की नाही मला फक्त शिक्षण घ्यायचं आहे, अ, मला नंतर लग्न कर करायचं 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर. प्रत्येकच मुलगी जर आई-बापाला असं आश्वासन देते आणि मग नंतर ह्या गोष्टी घडतात. तर आई-वडिलांनी पण विश्वास ठेवण्याचं त्यांचं जे काही म्हणजे काय म्हणता येईल? आता मापदंड आहेत, ते नक्कीच बदलायला पाहिजेत आणि ते माझ्यावरती लागू करायला पाहिजेत. मग ते माझं कौशल्य आहे, माझं स्किल आहे, की मी त्यांना कसं समजावणार? मी त्यांना काय वचन देणार? की जेणेकरून त्यांचा विश्वास मी श घेऊ शकते आणि ते मला परवानगी देऊ शकतात.
हो ना. हं. हो ना. बरोबर, खूप छान सांगितलं तुम्ही, की आई-वडिलांचा पण, खूप मोठा हातभार असतो या गोष्टींमध्ये. मला अजून एखादा अनुभव ऐकायला आवडेल तुमचा, की एखादा छोटा, आता हे तर, आपलं, तुमच्या अ, म्हणजे असं बोलता येईल की नोकरीबद्दल झालं. पण दैनंदिन जीवनामध्ये एखादी छोटीशी मदत, जिचा तुमच्या आयुष्यावरती खूप मोठा फरक पडला?
खूप मोठा. पडला ना. कारण काय होतं, की आपण स्पर्धा परीक्षेसाठी बाहेर आलोय, पुण्यात राहिलोय. मी गावाकडे पण अक्षरशः माहिती आहे, मी माझ्या घरी म्हणजे मम्मी-पप्पासोबत फक्त 5 ते 6 वर्ष राहिले आहेत. आणि ती पण सुरुवातीची. मला सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येकच जण आपल्या आई-वडिलांचा किती लाडका असतो. कोण कामं सांगत आहेत घरात? आणि मला कुठल्याच कामाची सवय नाहीये माहिती आहे. आणखी पण बऱ्यापैकी प्रमाणात मला कुठल्याच कामाची सवय नाहीये. मला ना चांगला स्वयंपाक बनवता येतो, ना मला भांडी धुण्यात इंटरेस्ट आहे, ना मला कपडे धुण्यात इंटरेस्ट आहे. मग अशा वेळी काय व्हायचं, की लग्न झाल्यानंतर तर तुम्ही काहीही असा, असं म्हणतात ना, तुम्ही कलेक्टर जरी असलात लेडीजनं, तरी तिला घरातली कामं आलीच पाहिजेत. सेम गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे. कारण, तुम्ही कितीही मोठ्या गव्हर्नमेंट जॉबला असा, तुम्ही क्लास 1 क्लास 2 असा, पण घरातली कामं मात्र ती सासूचा तो रुबाब, घरातल्या माणसांचा तो रुबाब, काही बदलत नाही. तुमचा रुबाब बाहेर चालतो. तुमच्या घराच्या बाहेर. तुम्ही तिकडे कलेक्टर आहात. तुम्ही तिकडे क्लास 2 आहात, घरात नाहीत.
अच्छा. हो, ना. हं, बरोबर. हं, बरोबर.
मग मग अशावेळी ना मला काहीच जमायचं नाही हं, खरंच नाही जमायचं मला. आणि आणखी पण मला जमायला ना कधीकधी खूप प्रॉब्लेम येतो. अ, मग काय झालं, की लग्नानंतर, एकदमच अ, आता सासरे आलेत. सुट्ट्या असतात बऱ्याच दिवसांच्या घेतलेल्या, 2-3 महिन्यांच्या सुट्ट्या टाकलेल्या होत्या. त्यामुळे, अ, जेव्हा का मी सासरी गेले तेव्हा माझा पहिलाच प्रश्न होता, म्हणजे एवढा प्रश्न पडलेला मला ज्यावेळेस मी, आपण नाही म्हणत का, को का शपथ घेतो आणि आपल्या पोस्टवरती जॉइन होतो, मला कसलीच भीती नव्हती. की आता पुढे काय संकटं येणार आहेत, काय होणार आहेत, मी कसं हँडल करणार आहे? अजिबात नाही. आय एम ऑल्वेज रेडी असायची. काहीही येऊ दे, काहीही प्रॉब्लेम असू दे, आपण हँडल करू. पण लग्नाच्या
अच्छा. मग या बदलाची सुरुवात कुठून झाली? म्हणजे बदल तर आयुष्यात घडतच असतात. पण मोठे आणि छोटे बदल किंवा तुम्ही जसं बोलताय, की तुम्हाला जमायचंच नाही ह्या सगळ्या गोष्टी, मग तुम्ही कसं हँडल केलं? बदल कुठून केला सुरुवातीला?
नक्कीच. मग तेच आहे, एवढा प्रॉब्लेम एवढा विचार यायचा, की मला टेन्शन यायचं की मी नक्की गेल्यानंतर करू काय? कारण येत काहीच नाही. आणि काय करायचं? तर मग काय झालं, की अ, माझ्या घरची होती, आई असेन, मावशी असेन, या सर्वांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं, हे बघ, अ, नवीनच लग्न झालंय, एवढाही कामाचा लोड तुझ्यावरती लगेच काही पडणार नाही, पण तू काय करायचं, की तू स्वतःहून कामामध्ये आता पुढाकार घेत जा. कारण आपल्याला काय असतं, अ, ऑर्डर द्यायची असते. नाश्ता पाहिजे, अ, आपल्याला अंघोळीसाठी पाणी पाहिजे, आपले कपडे धुण्यासाठी मशीन असतेय, मावशी येतात. या सगळ्या गोष्टी आपण ऑर्डरने करतो. आता तू ऑर्डर देण्यावरती थोडा कंट्रोल कर. म्हणजे तू करू नको हवं तर, पण असं सांगू नको कुणाला, की तुम्ही हे करा म्हणून. काय होईल ना याने, की माणसांमध्ये कदाचित गैरसमज निर्माण होतील, की ही आत्ता आली आणि आम्हाला काम सांगते. तुला काम करायचं तर कर, नाही जमलं तर करू नको, पण तू असं म्हणू नकोस. कारण ही सवय होती ना? "मावशी, नाश्ता दे गं, मावशी हे कर गं, मावशी रूम साफ कर गं, मावशी टेबल पुसून दे गं," अशी सवय होती. मला सगळ्यात पहिल्यांदा तिने हेच सांगितलं, की तुझ्या ह्या बोलण्यावरती तू कंट्रोल कर. काम कमी कर, पण ऑर्डर देऊ नको.
हो, ना. हं. हो ना, बरोबर. हां. मग कसं केलं तुम्ही? म्हणजे हे सगळं ऑर्डर देणं सवय असली, का भारी पडतं हा एकदम. <chuckles> मग बदल कसा केला तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात?
खूप. मी बदल? माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता तो! बोलताना मला नेहमी विचार करावा लागायचा मला नक्की काय बोलायचे आहेत? आणि विचार करून वाक्य बोलावं लागायचीत मला ती गोष्ट, कारण एकदम सवयीचं परिणाम होतात ना सहज निघून जातात.
<chuckles> हं. ओह! हो.
आणि मग ते असं स्वतःहून विचार करून बोलावं लागायचं पण आधी म्हणजे सुरुवातीचे 8-10 दिवस ना फक्त विचार करून बोलायचं. काय करायचं पाणी पाहिजे ना आपण स्वतःच जायचं आणि घ्यायचं म्हणायचं नाही. असं कसं असतं ना एकदमच तोंडात येऊन जातं, "दे पाणी बरं मला, मावशी दे" आणि घरात छोटी-छोटी मुलं होती त्यामुळं तर माझ्यासाठी आणखी सोपं होतं. "दादू दे रे पाणी, दादू कर रे असं, दादू कर रे, तसं."
<chuckles> अरे वाह!
पण खूप कंट्रोल केलं होतं मनावरती आणि बोलण्यावरती. खरं म्हणजे ना मी बोलणंच कमी केलं. कारण बोलता-बोलता कधी ऑर्डर सुटेल मला याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे बोलणं कमी करायचं.
अरे खूप भारी. <chuckles> वाह! खूप छान अनुभव होते तुमचे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही, की जसं आपण सुरुवात केली तशीच, की आयुष्यातले छोटी-छोटी मदत आणि जे फर अ, गोष्टी असतात ना त्याच आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव सोडून जातात आणि आयुष्याला एक नवीनच वळण देऊन जातात. आणि असेच जे अपॉर्च्युनिटीज असतात ना ते आपण शोधात प्रत्येक वेळी राहिला पाहिजे, हो की नाही? त्या तेव्हा कुठे जाऊन आपलं आयुष्य घडतं.
नक्कीच. नक्कीच. खूप महत्वाचं आहे ते. मला सांगा मला हे अनुभव आले नसते तर कदाचित माहिती आहे, माझं बोलण्यावरती कंट्रोल झालं नसतं ना मग जर मला मावशीनं सांगितलं नसतं माझ्या, की "तू ऑर्डर देत जाऊ नको, हवं तर तू कमी बोल म्हणजे काम करू नको, पण ऑर्डर देऊ नको." जेणेकरून माझ्यामध्ये ते ऑर्डर देण्याची जी काही सवय होती, ती पण कमी झाली म्हणजे हा माझा खूप मोठा बदल होता.
हो, ना. वाह! खूप छान सांगितलं. तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं आणि पुन्हा बोलायला नक्की आवडेल. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
मला देखील तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं हं. तुमचेही मनापासून आभार. धन्यवाद.